म्हणजे ऑफिसमध्ये जेव्हा आपण असतो ना, तर आपल्याला इतका भरपूर स्ट्रेस होतो आणि त्या स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठीच आपण सुट्टी घेतो. नाही का. तर अ, मला असं वाटतं की आधी तो ऑफिसचा स्ट्रेस आपण संपवला पाहिजे. तर जेव्हा आपण सुट्टी घेतो ना, तेव्हा आपण मेडिटेशन थोडंसं केलं किंवा जे ग्राउंडिंग टेक्निक्स असतात. जसं फाईव्ह फोर थ्री टू वन, एक ग्राउंडिंग टेक्निक आहे. त्याचा आपण वापर करू शकतो किंवा एक आपण एक छोटीशी लिस्ट अशी बनवू शकतो, वरी लिस्ट सारखी आणि तेही फायदेशीर ठरतं. मग आणखीन काय करू शकतो की
हां. आणि आपला आहार वगैरेही आपला अ, हेल्प करू शकतो चांगला डायट म्हणून. हं, हं.
हो, हो. हो, हो. अगदी बरोबर. म्हणजे "जसं अन्न तसं मन" ना, असं आपण म्हणतो ना. की जे आपण खातो, तेच तसंच आपलं मन आणि शरीर हो, असतं. तर त्यामुळे आपण जेवण जितकं ताजं आणि त्या सीझनप्रमाणे आपण जर घेतलं, तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. तर ह्या वस्तू आपण केल्या ना, तर आपलं जे आपण अ, म्हणा तुम्ही की 10 दिवसाची आपण सुट्टी घेतली आणि 10 दिवस जर आपण पूर्णपणे आपल्या मानसिक आणि शारीरिक हेल्थवर जर आपण लक्ष दिलं, तर जेव्हा आपण परत ऑफिसला येतो, तेव्हा आपली हेल्थ खूपच छानपैकी सुधारली असते. आपला स्ट्रेस लेवल्स नाहीसाच झालेला असतो. आणि आपण मानसिक आणि
बरोबर. विचार असतात. हं. बरोबर. आणि मला वाटतं यामध्येही अ, ऑफिसमध्ये जेव्हा येतो तर, एक उत्साहाने येतो. नाही का जसं आपण रेग्युलर रूटीनमध्ये असतो बघा संडे पासून मंडेमध्ये जातो. तर आपल्याला वाटते यार ऑफिस पुन्हा सुरू झालं. पण जेव्हा सुट्टीनंतर येतो मोठ्या गॅपनंतर, आपल्याला आवडीनं जातो ऑफिसमध्ये, असेही म्हणता येईल. बरोबर.
हो, हो.